हं, बरोबर. तुम्ही ती गोष्ट खूप चांगल्या प्रकारे हाताळली असं बोलायला हरकत नाही, कारण चुकी कु अ, इथे तर चूक दोघांचीही नव्हती तुमची, कारण त्यांना ऑडिटरने सांगितलेलं होतं आणि तुमचा एक एक्सपिरियन्स होता, की हे असं असतं म्हणून आणि तुम्ही ज्या प्रकारे त्यांना शिकवलं, हे खूप भारी होतं. पण बघा ना, आपण ऑफिसमध्ये काम करताना आपले बॉस असतात, आपल्यापेक्षाही मोठे सीनियर असतात आणि
हं. हो, हां. हं. अरे बापरे! ते तर खूप अवघड जातं. <chuckles>
हां, मग कधी-कधी त्यांना पण सांगावं लागतं, की "हे असं नाही, असं आहे" आणि त्यांना सांगताना आपण थोडे डगमगतो. मग असा काही खास अ, अनुभव आहे का तुमचा, की सीनियर किंवा बॉसला सांगावं लागलं काही फीडबॅक द्यावा लागला त्यांच्या गोष्टीबद्दल?
हं, हं. हां. मग त्यांना तर मला पुराव्यासकटच जावं लागतं. म्हणजे त्यांना एखादी गोष्ट सांगते ना, की "आपण आत्तापर्यंत ह्या गोष्टी केल्या पण त्यामध्ये ह्या पण गोष्टी आहेत." तर ते म्हणतात, "आम्हाला कधी आत्तापर्यंत माहीत नव्हतं किंवा आमच्या ऑडिटरने कधी नाही सांगितलं" त्यांचं पण तसच. तर मग एक त्यांना म्हणतात ना अ, जे रिलेव्हंट त्यां म्हणजे आता ह्यांना कसं नुसतं गव्हर्नमेंटचं लॉ लॉ दिलं, की काम झालं. पण ह्यांना एकदम, असे केस लॉज म्हणजे अजून पूर्व तयारी करून म्हणतो ना, मोठे एकदम रिसर्च वगैरे हा सेक्शन ह्या गोष्टी, अशा कोर्टात केसेस पण झाल्या आहेत. "सर हे असं आहे नाहीतर एवढी पेनल्टी पण लागेल," म्हणजे म्हणतो ना, नुसतं हां, <chuckles> हां. <chuckles> मग तुम्ही बघा, हां म्हणजे मला नाही माहिती पण माझ्या नजरेत ह्या गोष्टी आल्यात. म्हणजे निर्णय त्यांचं त्यांनाच घेऊन द्यायचं असतं कारण की तुम्ही सीनियर आहात ना. ह्या गोष्टी तुमच्या नजरेत आल्या पाहिजे होत्या तुमच्या नजरेत नाही आलं, माझं काम होतं तुम्हाला सांगणं. तर ह्याच्या पलीकडे मी अजून काय करू शकतात? माझं पण इग्नोरन्सचं दाखवते. मग ते अजून शोधतात. मी कॉन्फिडंट बनवायला गेली, की मग ते म्हणतात ना, "आली मोठी शिकवायला" किंवा मग ते पण म्हणतात, "आम्ही असं कधी ऐकलं नाही आहे. असं पण होतं. मग ते, जे एक विरोध जो येतो ना सुरुवातीला, बचावात्मक लोकं होतात किंवा आरोप येतो, की अरे माझ्या नजरेत कसं नाही आलं? मग माझ्या माझ्या सिनियॉरिटीला धक्का लागतो, म्हणजे मी सिनियॉरिटीला मग धक्का द्यायचा नाही. त्यांनाच मग बोलते, की "बाबा, मला पण माहित नाही माझ्या पण नजरेत असं अर्धवट आलंय तुम्ही बघा पूर्ण." <chuckles> मग ते व्यवस्थित अभ्यास करतील अन् ते नंतर मग आपल्याकडे येतील, हां, हे असं-असं आहे.
हं, हं. हं. हो, रिसर्च करून जावं लागतं. हं. हो, पैसे त्यांना त्यांना मोठी गोष्ट ही असते, की पैसे जास्त खर्च नाही झाले पाहिजेत. बरोबर. हो. हं. हं. बरोबर.
त्याच गोष्टीत मग मला परत ऐकायला मिळतं. ठीक आहे, ठीक आहे. <chuckles>
बरोबर. <chuckles> नाही-नाही. तुम्ही बरोबर बोललात, की एका सीनियर व्यक्तीकडे जायचं असेल तर आपला स्वतःचा रिसर्च हा खूप ठाम असला पाहिजे. आपल्याला गोष्टी त्याच्याबद्दलच्या माहिती असल्या पाहिजेत आणि मग त्या स्पष्टपणे त्यांना सांगितल्या पाहिजेत. खूप छान सांगितला तुमचा अनुभवही. पण बघा ना, आता तुम्ही पण कुठेतरी कधी ज्युनियर होता आणि तुम्हालाही कोणाकडून तरी फीडबॅक घ्यायचा होता. आता मी पण लहान आहे आणि मला जर का कोणाकडे तरी फीडबॅक घ्यायला जायचं असेल सीनियरकडे तर तुम्ही मला काय अशा टिप्स एंड ट्रिक्स द्याल, की मी त्यांना ट्रिगर पण नाही करणार आणि फीडबॅक पण एकदम अप्रतिम घेईन?
हां. हं. हो. हो. हो. <chuckles>